अ, झोपेवर चांगला इम्पॅक्ट होण्यासाठी मी पहिले, अंघोळ करते मला, रोजची सवय आहे झोपण्यापूर्वी आंघोळ करायला, आवडते. आ, म्हणजे जर आपलं सगळं फ्रेश माइंड होतं. आणि मस्त दूध गरम करायचं, त्यामध्ये कधी-कधी हळद टाकते नाही टाकले तरी जायफळ टाकून दूध पिते मी. त्यामुळे हेल्थ पण चांगली राहते आणि झोप पण शांत येते आणि पोट पण असं भरल्यासारखं वाटतं म्हणजे नाही का? कधी-कधी उपाशी पोटी पण झोप येत नाही. असं पण होतं खूप वेळा. आणि अ, मला आहे ना असं उजेड अजिबात आवडत नाही झोपताना.
अरे वा! वा! हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर. हां. बरोबर, बरोबर. खूपदा होतं असं. अच्छा. म्हणजे अंधार पाहिजे.
हां. अंधार पाहिजे. एवढीशी
तर याचं काही कारण आहे का असं काही हार्मोन्स वगैरे?
अ, तसं कारण नाहीये पण काय माहिती मला असं लाईट चालू असली ना झोपच येत नाही. तर मला, एक्चुअली सगळे खिडक्याचे पडदे पण पॅक पाहिजे, बाहेरचा पण उजेड यायला नाही पाहिजे पूर्ण अंधारा लागतो.
अच्छा. अरे बापरे! म्हणजे एकदम काळोख लागतो तुम्हाला.
तेव्हाच मी शांत झोपू शकते. हो. नाहीतर अशी म्हणजे नाही का? जागी झोप म्हणतात ना आपण, लगेच, हां मग तसं होतं नाहीतर.
अच्छा, अच्छा. हो, हो, हो, हो. आणि खूपदा बघा ना घरातले लोक किंवा एखादी काळजी असली ताण तणाव असला, तर यामुळे झोप कुठेतरी भंग होते असं तुम्हाला वाटतं का हो?
हो. होतं ना तसं, म्हणजे काही आपल्या मागे काही व्याप असेल टेन्शन असेल तर झोपेवर तो परिणाम नक्कीच होतो. मग त्यासाठी आपल्याला थोडंसं मेडिटेशन वगैरे करावं लागतं. म्हणजे थोडंसं नाही का, असं शांत बसून हे विचार सगळे, दूर टाकावे लागतात आणि थोडंसं देवाचं वगैरे अशे गाणे वगैरे ऐकलेले जरा हां. छान वाटतं. नाहीत, कुठेतरी असं थोडंसं वॉकिंग ला वगैरे जायचं नाईट वॉक वगैरे. म्हणजे जरा कोणाशी गप्पा मारल्या ना, मग आपलं ते टेन्शन निघून जातं.
हं, हं. अच्छा, अच्छा. हं, हं. नामस्मरण वगैरे. हां, हां. अगदी बरोबर. हो, हो, हो, हो.

अ, जर तुम्हाला तुमचं डेली रुटीन जर बिझी असेल, तर अ, तुम्हाला दुपारची झोप तर मिळणारच नाही कारण की टाईमच नसतो. तर त्यासाठी तुम्ही झोपण्याआधी 2 तास अगोदर तरी मोबाईलपासून दूर राहायचं, म्हणजे जरा तुमचं डोकं शांत होईल. आणि थोडंसं घरच्यांसोबत गप्पा किंवा थोडासा एकांत वेळ म्हणतो ना, गाणे ऐकणे, अ, नाहीतर पुस्तक वाचणे, नाही तर थोडंसं चालायला जाणे टेरेसवर किंवा गार्डनमध्ये वगैरे, जसं तुम्हाला पॉसिबल होईल तसं. नाहीतर आपल्या फॅमिलीला टाईम द्यायचा, म्हणजे आपली नाही का पोरं असतात किंवा कोणाची नवरा-बायको, कोणाला पण असं. तसं टाईम द्यायचा. म्हणजे जर आपलं रिलॅक्स झालं ना, मग शांत झोप लागते. आणि जर तशी पण कोणाला लागत नसेल, तर थोडंसं डॉक्टरांना दाखवावं, म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर ते सोल्युशन काढतील.
हं. हं, हं. हं, हं. हं. हो, हो, हो. हं, हं. हो, हो, हो. हं, हं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. खूप छान वाटलं मला तुमच्याशी या विषयावर चर्चा करून आणि तुम्ही जी इत्थंभूत माहिती दिली, जसं की एक रूम ब्लॅक अंधार करणे किंवा मेडिटेशन करणे किंवा त्यानंतर तुम्ही सांगितलं दुधामध्ये जायफळ वगैरे टाकणे आणि अ, निद्रानाश वगैरे असा काही त्रास असलं, झोपेचे विकार असले, तर तज्ञांचे हेल्प घेणे.
हो. जायफळ वगैरे टाकायचं. तज्ञांचं हेल्प घ्यायची आणि शक्यतो रात्री आहे ना, झोपण्यापूर्वी जरा हलका आहार घ्यायचा कधी पण, कारण की खूप हेवी जेवण झालं ना, तरी झोपेला त्रास होतो, मग आजीर्ण होतं सगळं आपल्याला.
हो, खूपच छान. हं, हं. अगदी बरोबर. हो, हो, हो, हो. नक्कीच, नक्कीच.
आणि शक्यतो तिखट, असे तेलकट पदार्थ शक्यतो रात्रीच्या वेळेस टाळावेत.
टाळावे. हो, हो, हो, नक्कीच, नक्कीच, नक्कीच. खूप छान वाटलं मला तुमच्यासोबत या विषयावर चर्चा करून आणि खूप-खूप धन्यवाद तुमचे, नाही का. पुन्हा लवकरच भेटूया.
हो. <chuckles> हो, हो, आपण पण पुन्हा लवकरच भेटू. मला पण छान वाटलं खूप.

अगदी बरोबर, अगदी बरोबर आणि खूपदा आपण बघतो बघा, पहिलं कसं होतं एक अ, अ, सकाळी म्हणजे माणूस निघायचा कामासाठी आणि संध्याकाळी यायचा, जेवण करून झोपून राहायचा. बट आता कंपनीत कामाच्या शिफ्ट वेगवेगळ्या झाल्या. सकाळ, दुपार, संध्याकाळ जायला लागतं, तर अशा वेळी झोपेला कुठेतरी नाही का, एक हे द्यायला लागते नाही का, दुसरी वाट द्यायला लागते. तर अशा वेळेस अ, त्या लोकांनी काय केलं पाहिजे, की जेणेकरून त्यांना एक अ, ची साधारणतः झोप आहे तर ती भेटेल?
हम्म. हो. आता ज्यांची नाईट ड्युटी असते ना, त्यांना तर खरंच झोप मिळत नाही रात्रीची. मग त्यांनी सकाळी येऊन, घरी येऊन ना, थोडंसं म्हणजे नाश्ता वगैरे झाला, आणि थोडीशी 2 तासाची तरी नॅप घ्यायला पाहिजे. मग त्यानंतर थोडंसं त्यांना नाही का, दिवस जरा चांगला जातो आणि दुपारची नॅप त्यांनी कंपल्सरी घ्यायला पाहिजे कारण, की शरीर चांगलं असेल, तर तुम्ही काम करू शकता ना.
बरोबर. हो, हो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे शरीराची हं, हं, हं, हं.
नाहीतर तुमचं शरीरच थकलेलं असेल, तर तुम्ही कामच नाही करू शकत कुठलंच. जी कामं करतायेत, ती पण तुमच्याकडून चुकतील.
अगदी बरोबर, अगदी म्हणजे शरीराची एक झीज भरून काढण्यासाठी झोप आवश्यक आहे.
जाह झोप आवश्यक आहे, जरी तुम्हाला 6 तासाची झोप नाही मिळाली, ॲट लिस्ट 2-3 तासाची तरी मिळाली, तरी ती तुमच्या शरीरा शरीराला ना एन एनर्जी देते खूप.
हो, हो. हं, हं, हं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि आणखी तुम्हाला असं वाटतं का हो, चहा किंवा कॉफीचा अतिसेवन पण झोपेवर काहीतरी प्रणा परिणाम वगैरे अच्छा.
हो, नक्कीच होतं. कधी असं मला कुठे ट्रॅव्हलिंगला जायचं असेल ना, नाईट ट्रॅव्हलिंगला, तर मी चहा, कॉफी घेते, त्याने माझी झोप उडते.
हं, हं. अच्छा, अच्छा, अच्छा.
हां आणि जेव्हा झोपायचं असेल, तर तेव्हा अगदीच घेतच नाही, मी काहीच हे.
<chuckles> आणि खूप हं, हं.
आणि माझं असं पण आहे, की कुठे बाहेर गेली ना, मला लवकर झोप नाही लागत, म्हणजे जागा चेंज झाली ना, तरी झोपेवर परिणाम होतो, मला असं वाटतं.
हं, हं, हं. हो, नक्कीच, हे प्रत्येकाचच आहे म्हणजे.
कारण की आपल्याला ज्या गादीची सवय असते, ज्या रूमची सवय असते, ते ॲटमॉस्फिअर जे आपलं चेंज झालं ना, तरी आपलं झोपेवर परिणाम होतं. मग त्यासाठी आपल्याला अ, थोडंसं मी नाही का, व्हाईट नॉईज किंवा एखादं फ्लूट म्हणतात ना, अ, बासरीची धून वगैरे, मग तसं ऐकते मी, मग त्याने जरा माझं माइंड फ अ, शांत होतं आणि म मग नंतर झोपते.
हो, हो. हं, हं, हं, हं.